हो का? मग घरच्यांनी प अ, म्हणजे काही सांगितलं नाही तुम्हाला?
हां. नाही, नाही. काही आपत्ती नाही, काही आपत्ती नाही. बस ते ते लोकं हे बोलले होते, की आम्ही रोज ढोकला फाफडा हे नाही खाणार. आम्हाला आमचं पारंपरिक जेवणच पाहिजे. हां. आमचे पोह्यांच्या जागेवर फाफडा, जिलेबी, थेपला ह्या सगळ्या गोष्टी नाही आल्या पाहिजेत. तर मी बोललो ठीक आहे, मी काळजी घेणार त्या गोष्टीची. आणि मग त्यांना हे पण होतं, की आम्ही आम्ही <chuckles> व्हेजिटेरियन नाही बनणार. मी बोललो, "अरे ते काय धर्म ध परिवर्तन करायला थोडी सांगते तुम्हाला." <chuckles> आहे ना. तर मग ते रीती-रिवाज थोडेसे त्यांचे, थोडे आमचे असे करून, मिक्स असे तुम्ही सा बोलू शकतो. पण माझ्या घरातले जे रीती-रिवाज होते, की असंच की मुलगी जेव्हा घरी येते, आपण ते कलश ठेवतो आहे ना, दारामध्ये आणि मग त्यानंतर ते कलशमध्ये ती लात मारते. लात नाही <chuckles> लात मारून ती आत येते. आ, आणि मग त्यानंतर हळू हं, हं. तसं पण आमच्या इथे कसं नाव वगैरे घेणं असतं ना. नाव घ्यायचं असतं लग्न झाल्याच्यानंतर.
अरे वाह! <laughs> हो. अच्छा. हो, बरोबर. हम्म, बरोबर. हो ना, हो. हं. हळुवार पाय असं टेकते त्याला. हो. मग तेव्हा हां, कसं झालं मग ते सांगा ना मला?
नाव घेतलं होतं काहीतरी अ, <chuckles> तिने काहीतरी नाव घेतलं होतं. मीही काहीतरी घेतलं होतं. आता एवढं आठवत नाही काय नाव घेतलं होतं.
हो. हं. मग पुढे काय झालं?
त्यानंतर मग ही प्रथा, मग आम्ही घरात आलो. मग त्यानंतर आमच्यामध्ये आहे ना, 1 रिंग आहे ना, असं शोधण्याचा कार्यक्रम करतो आम्ही. आ, मग त्या न नेक्स्ट. हां म्हणजे पाण्यामध्ये 2 रिंग टाकतात अशा. आणि अ, बऱ्याच रिंग टाकतात, बरेच काही टाकतात, तर मग आपली शोधायची. ज्याला पहिले भेटलं ना, तर तो जिंकला. असं, अशा काही छोट्या-छोट्या रीती-रिवाज असतात, खेळ असतात. मग
अरे वाह! हां. हो का. तेव्हा घरचं वातावरण कसं होतं ओ? जेव्हा ही तुमची रिंग शोधण्याची झाली ती?
म्हणजे पूर्ण वरात पूर्ण वरात येते ना घरी. लग्नाच्या दिवसाची ती आठवण. पण लग्नामध्ये ज्या-ज्या गोष्टी घडत होत्या ना, कुठेतरी तर <chuckles> अ, ते अ, माझ्या अ, बायकोची जी बहीण होती. तिने खरंच माझा बूट चोरला होता आणि अ, जेवढ्याचा बूट नव्हता तेवढ्याची तर ते पैसे मागत होते. मी बूटच नाही घातला मग. मी बोललो, "मला नको तो बूट. काय करू त्याचे? एवढे पैसे कोण देणार तुला?" <chuckles> तर अशा बऱ्याच काही गोष्टी होत्या त्या. छान सुंदर असं लग्न झालं
हो का. हं. हं. अरे बापरे! <laughs> अरे बापरे! हं. मग आता रिंग सेरेमनीचं काय झालं? मग बसले तुम्ही सगळे मग शोधली का ती रिंग वगैरे, झालं काही? रिवाज असतो. हां.
हं. हां. मग ते कसं असतं ना. कोणी आहे ना त्यांची, त्यांची नथ टाकतं असं. कोणी दुसऱ्याच अंगठ्याही टाकतात, त्यांच्या कोणी पैसे टाकतं, नाणं टाकतं असं. तर मग शोधता-शोधता मग आपण सगळ्या गोष्टी शोधतो. तर मग काही ना, काही आपल्याच हातात येतात. 4-5 लोकं आपली रिंग टाकतात. मग आपण दाखवतो, "अरे भेटली." पण ज्याला जी योग्य रिंग आहे तिची रिंग मला भेटली पाहिजे आणि माझी तिला भेटली पाहिजे. तर मग त्याप्रकारे लोक रिंग टाकतात असं. आणि मग तीच जिंकली होती आणि मुलीच जिंकल्या पाहिजे मला असं वाटतं. तर मला आनंद होतो. आयुष्यभरामध्ये तीच आपली काळजी घेणारी असते ना. हं.
हां. हो ना. हो का. अरे वा! अहा! छान, छान.

तुमचं लग्न नेमकं कुठं झालं होतं? म्हणजे उदाहरणार्थ अ, ल घराच्या बाहेर, अ, काही हॉटेल वगैरे, काय नेमकं? हं, हं.
हीरो बनत. हां, हां. अं, एक लॉन होता. लॉन बुक केला होता आणि लॉनमध्येच अ, लग्न झालं होतं. तर मग ते एकदम रीतिरिवाजनी. तो बँड-बाजा, घोडा, घोड्यावर गदा, गद्यावर घोडा असं काहीतरी होतं. तर मग तसं आम्ही करून आम्ही लग्नामध्ये पोहोचलो. मग त्यानंतर कधीच जीजू, जीजू, जीजू, जीजू असं करत ते माझे छोट्या-छोट्या सालीवाली लोकं जे होत्या, आल्या. तर जीजू जी बोललो, एवढं पण नको करू, काही देणार नाही आम्ही तुला आणि मग त्यानंतर.
हो, हो. हं. हो ना. अरे वाह! <laughs> हो. अरे! ते रीतीरिवाज राहतात, अ, करतात ना ते. घोड्या खा वर वरून उतरायचं. काय ते अजून राहतं.
हां. हां. हं. आमचा माझा घोडा नाचवलेला त्या लोकांनी. मला अ, आठवतं ना. घोडा नाचवतात. माझ्याला असं वाटलं, की घोडा नाचतोय, काय करतोय. हा घोडा जर बहेकला तर हे लग्न संपलंच म्हणा. इथे पडलो वगैरे, काही घोड्यासकट मला नाचतो. त्यानंतर मग, मग तिथून गेलो. मग त्यानंतर आम्ही स्टेजवर जाऊन बसलो दोघंजणं आणि मग आम लोकं, आमचं लग्न वगैरे लागलं त्या रीत्यांनी. तिचे, तिच्या घरचे, माझ्या घरचे, दोघांच्या पद्धतीने ते लग्न लागलं. मग अ, कसं असतं, रिसेप्शनही असतं ना. तर लोकं पाकीट वगैरे द्यायला येतात. तेव्हा माझं जास्त लक्ष होतं, की पाकीट देतात की नाही लोकं. पॉकेटवरती
हां, वाह! हो ना. <chuckles> बापरे! हो. बरोबर. आत हो, पॅकेटवरती लक्ष. वाह, वाह, वाह. म मला मला अगोदर हे सांगा, जेव्हा तुमचं लग्न, तुम्ही स्टेजवरती गेले नाही का. आता तुमचं जेव्हा तो क्षण आला, लग्नाचा, एकमेकांच्या गळ्यांमध्ये ते आपले फुलहार टाकण्याचा. मग मला असं सांगा, की कोणता क्षण असा होता, की डोळ्यामध्ये पाणी आलं तुमच्या किंवा हसू न थांबवता आलं. असं काहीतरी झालं. तो क्षण कसा आठवतो तुम्हाला?
हं, हं. हं, हं. हं, हं. हं, हं. हं, हं. हं, हं. हं, हं.

हं. बापरे!
₹20,000 त्यांनी घेतले आणि मी पण मला असं झालं, "अरे ₹20,000 मला महिन्याचा खर्च निघेल ह्याच्यात. काय करताय हे ना तुम्ही लोकं?" तर मग दिला. तर मग या सुंदर प्रकारे अशा छोट्या-छोट्या गोष्टी घडत होत्या, आनंदही येत होता आणि लोकं खुश होते. त्या दिवसामध्ये प्रत्येक व्यक्ती तुम्हाला भेटतो. जसं मी तुम्हाला बोललो एक पिक्चर असतं. त्या पिक्चरमध्ये आहे ना हं.
<chuckles> किती छान. बरोबर. हो. हो, मग तुम्ही मग तुम्ही असे फोटो वगैरे नाही काढले का? कुटुंब असे एकत्र असताना ते प्रसंग, काही ते विनोद झाले असतील. ते सांगा ना मग मला थोडे.
ते काढलं ना. मला आठवतं ना, प्रसंग म्हणजे माझ्या मित्रांनी मला गिफ्टमध्ये अ, एक मोठा असा बॉक्स आणून दिलेला डायरेक्ट माझ्या हातातच दिला. मी बोललो एवढं वजन कलिंगड टाकून दिलं होतं त्यांनी कलिंगड.
हं. अरे बापरे! अरे. <laughs>
गिफ्ट रॅपरमध्ये म्हणजे असं. तर मला समजलं होतं नालायक तर आहेच हे पण इतके नालायक असतील आणि ह्या अशा प्रसंग होत होते.
आणि मग तुम्ही सगळ्यांसमोर तो त्यांनी ओपन अ, उघडायला सांगितला.
नाही, नाही, नाही, ते खोलला नाही. ते ते वजननीच मला समजलं. मी त्यांना विचारलं, "अरे दगड आहे का रे दगड आहे का याच्यात? इतकं वजन, तुमचे चेहरे पाहून मला वाटत नाही तुम्ही काही चा चांगलं देणार आहेत, पण दगड नको फक्त." ते बोलले, "नाही, नाही, दगड तर नाहीये, पण आहे काहीतरी आवडेल तुला." मी बोललो, "ठीक आहे, चल मग काहीतरी आहे ना." हां. मग त्यानंतर कधी हं. की तुम्ही एक छान दिसतात त्या दिवशी ना तर मग
<chuckles> कसे बापरे! हो ना. म्हणजे मस्त विनोद झाले तुमचे. हं, सांगा. हं.
प्रत्येक लोकं बोलतात, "हां, छान दिसतायत, नवरदेव नवरी छान दिसतायत, जोड्याला जोडा वाटतोय," हां ना लोकंही आपल्याला सांगताहेत, "ओहो! आज एकदम तू राजबिंड पुरुष दिसतोय." तर मग आपल्यालाही जरा असं थोडा छान वाटतं. मग लोकं आपल्याशी फोटो काढत असतात ते नातेवाईक आणि कधीही आपल्याशी फोटो काढत नाही. लोकं आज आवर्जून आपल्याकडे येतात बोलतात, "फोटो काढूया, फोटो काढूया." तर त्या सगळ्या गोष्टी म्हणजे, सुंदर एक्सपिरियन्स आहे लग्न मला असं वाटतं, की त्या दिवसामध्ये बऱ्याच काही गोष्टी होतात, काही लोकं नाराज होतात, काही खुश होतात. पण, अ‍ॅट द एंड एका 2 जोडप्यांचं आयुष्य सुरू होतं आणि तो त्यांच्या आयुष्याचा सर्वात सुंदर क्षण असतो. मला तरी असं वाटतं.
हां. <chuckles> हो. हो ना. हं. हो ना. नक्कीच.

तो क्षण सगळ्या लोकांना, अख्खे जे लोकं तिथे उभे होते ना, त्या सगळ्यांसाठी हसमय क्षण होता. असं झालं की आता सांगितलं की ते जे भटजी होते त्यांनी सांगितलं की बाबा चला आता नवऱ्यामुलानी नवरी मुलीच्या गळ्यामध्ये वरमाला घाला. असं करून तो बोलला. तर मग आहे ना, असं झालं तर मग आहे ना, मी असं थांबलो तिथे 1 मिनिट. असं जरा पॉजच झालो. तो बोलला, "अरे घाल" आणि लोकं मला बघत होते. आणि ती पण मला बघत होती अशी अशी "घाल." मग मी तिला विचारलं की पक्का टाकू का? राहशील ना राहशील ना बरोबर आणि मग त्यानंतर. अ, मग त्यानंतर ती बोलली, "ए मी जाणार आहे इथून," मग मी तिच्या गळ्यात हार टाकला. तर मग थोडा फनी होता आणि मग त्यानंतर तिने माझ्या गळ्यामध्ये हार टाकला तर तो क्षण सुंदर होता असा. तेव्हा कुठेतरी असं वाटलं की जेव्हा त्या गळ्यामध्ये हार टाकला ना, तेव्हा मला कुठेतरी समजलं की "अरे हां"
हां. हं. <laughs> हो, हो, हो. <chuckles> का बरं तुम्ही थांबले? अरे बापरे! अरे देवा! तुम्ही तिथं तिला विचारताय!? <chuckles> हं, हं.
"आज मी एकटा नाही आहे. आज कोणीतरी माझ्या आयुष्यामध्ये आलं आहे." आणि मग त्यानंतर अ, एक अ, हं, जिम्मेदारी आली.
हम्म. किती सुंदर म्हणजे, फायनली ते लग्न झालं तुमचं. नक्की जिम्मेदारी येते. दोन अ, सांगतात ना, 2 माणसंच नव्हे तर अ, 2 कुटुंब एकत्र येतात, नाही का? असे लग्न जर झाले आणि तुमच्या तर 2 कुटुंबासोबत 2 संस्कृती तुमच्या घरामध्ये येणार होत्या एकत्र. ही सगळ्यात मोठी गोष्ट. मग कुटुंबातले असे कोणते छोटे-मोठे प्रसंग किंवा तुम्हाला विनोद आठवतात? म्हणजे कोणी काही वेगळंच केलं तर म्हणजे उदाहरणार्थ आजीने, आजोबा, आईने, बहिणींच्या काही खास अभाव काय होतं त्यांचं ते प्रतिक्रिया, काय प्रसंग होते?
हं, हं. अगदीच, अगदीच. हं, हं. हं, हं. अगदीच, अगदीच. येस. अगदीच. हं, हं. हं, हं. हो, बघा काय होतं, की अ, म्हणजे काही रुसलेले नातेवाईक असतात ना. रुसलेले असतात लग्नकार्यामध्ये. तर आमचेही काही रुसले होते. ती त्यांचेही काही रुसले होते. का रुसतात मला काही समजतच नाही. त्यांना असं, अरे म्हणजे, "मला इथे काय बोलतात ते जेवणासाठी कोणी विचारलंच नाही." "अरे जा बाबा जेवून घे ना. विचारायचं काय? मी स्टेजवरून येऊन तुला खाली विचारू का?" तर ह्या अशा गोष्टी काहीतरी होतात आणि बहिणींच्या कशा, बहिणी नेहमी खुशच असतात. मुलींच्या बहिणी जास्त खुश असतात. त्यांना चाव असतो. त्यांनी बूट घेतला माझा, पैसे मी देत नव्हतो. तर मग माझी बायको मला बोलली स्टेजवर, "अरे कसा आहे रे तू? अरे दे ना पैसे. आता बिना बुटाचच तू फोटो काढणार आहे का?" मग बोललो, "ठीक आहे." म्हणजे
हां. हं, हं. अरे! अरे! हो ना. हो, मग हां? <chuckles> हो, बरोबर आहे ना. रीतिरिवाज राहतात ना ते, अ, घेतात नाही का, असतात ते. मग काय केलं तुम्ही?
हं. हां, तो बूट होता काहीतरी 5,000चा, त्यांनी ₹20,000 घेतले माझ्याकडून त्या बूटासाठी.